त्यानंतर अ, जे हे 16 भाज्या खाणार नाहीत त्यांच्यासाठीची म्हणून एक कॉमन भाजी असते. <chuckles> मग अ, गोड वडे नावाचा एक प्रकार असतो, तिखट वडे नावाचा एक प्रकार असतो. 5 प्रकारच्या चटण्या असतात. त्यानंतर एक 3-4 प्रकारची लोणची असतात. मग अ, कोशिंबिरी असतात. मग हो. वरण, कटाची आमटी असते. वरण-भात असतो आणि पुरणपोळी, पक्वांन्न. <chuckles> तर पुरणपोळ्या आम्ही हो. एक अगदी म्हणजे आम्ही पुरणपोळ्या खरं तर बाहेरूनच सांगतो. कारण एवढा सगळा करून पुरणपोळ्या करायला मग ताकत नाही उरत आणि ते आदल्या दिवशी करून नाही ठेवता येत कारण त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे ते आदल्या दिवशीही करून चालत नाही. त्यामुळे आम्ही पुरणपोळ्यांची मात्र ऑर्डर देतो आणि कधीच आम्ही मागवल्यात आणि पुरणपोळ्या पुरल्या आहेत हे आजपर्यंत घडलेलं नाही आहे आमच्याकडे. नेहमी आम्हाला काहीतरी दुसरी सोय करायला लागते आणि कुठूनतरी पुरणपोळ्या मॅनेज कराव्या लागतात. तर अ, नेहमीच असं होतं.
हं. <chuckles> बरं, बरं. हो, हो. हो, हो, हो. अगदी, अगदी. कोशिंबिरी असतील. कढी, भात, वरण. <chuckles> हं, हं, हं, हं. हो. हम्म. सर्व महाराष्ट्राचं प्रिय. हां, हां. हं, हं. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हं. बरोबर. <laughs> हो. मग पुरण मग पुरण पोळ्यांच्या ऐवजी कधी-कधी काय असतं की काही लोकं डायबिटिकपण असतात. तर मग ते कदा ते कदाचित तेवढी पुरणपोळी एखादी संपवू नाही शकणार. तर मग साधी पोळी असते का?
हो. पण अ, हो. आमच्याकडे हो, हो. म्हणजे पोळी तर मस्ट आहे साध्या पोळ्या तर. पण आमच्याकडे काय होतं की सगळेच त्या दिवशी डायट बंद, डायबिटीज विचार करायचा नाही. असंच ठरवून येणारी माणसं असतात. त्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टींवर तर आमचा काहीच कंट्रोल नाही नसतो कधीतरी. असंही होतं की आम्ही करतो पण आम्हाला 3-4 वेळेला परत-परत करावंही लागतं.
हां, हां. <chuckles> हो, हो, हो. हं, हं हो, हो, हो. <coughs>

हं, हं, हं. त्या डिव्होशनची हां, त्या डिव्होशनमुळे ना असं मला वाटतं की आपण म्हणतो ना देवीचा देवीच संचारली अंगात. ती करून घेते तर तसा भाव येत असावा. असं वाटतं हं, हं. हं, हं, हं.
तरीही आम्ही थकलेलो नसतो. <chuckles> हो खरंच-खरंच. खरंच, खरंच तसं होतं. आणि अ, मग त्या भाज्या झाल्या, की त्या सगळ्या निवडून ठेवल्या, त्या एकत्र अ, करून आम्ही ठेवतो. भोपळा, लाल भोपळा वेगळा करावा लागतो. कारण तो कुठल्या भाज्यांमध्ये मिक्स नाही करू शकत. मग तो एक वेगळा झाला की मग चटण्यांची तयारी करून ठेवतो. मग चटण्यांमध्ये एक अ, कोकमाची चटणी करतो. अ, त्याच्यानंतर शेंगदाण्याची, आपली खोबऱ्याची नेहमीची असते ती. त्याच्यानंतर अळशीची एक चटणी करतो आम्ही आणि एक कढीपत्त्याची. मग ह्या ज्या सुक्या चटण्या आहेत. त्या चटण्या आम्ही मग त्या दिवशी करून ठेवतो, की कडी अ, कढीपत्ता भाजायचा आणि सगळं अ, त्या चटण्या आम्ही करून ठेवतो. फक्त कोकमाची चटणी, आयत्या वेळेला करतो. मग ह्या चटण्या झाल्या मग, त्याच्यासोबत अ, पोळ्या आयत्याच वेळेला. कणिक पण आम्हाला आयत्याच वेळेला कारण त्याचा नैवेद्य दाख ओला प्रकार असल्यामुळे अ, तो आदल्या दिवशी करून नाही ठेवता येत. आणि पोळ्या तर मग काउंटलेस संपतात. त्या दिवशी. कारण त्या साध्याचं साध्याचं हो.
हं, हं. हं, हं, हं. हो. हो, हो, हो. मिक्स होत नाही. हं, हं, हं. हं. बरं. हं. बरं, बरं, बरं. हं, हं. बापरे! हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. बरं, बरं. ते मग पोळ्या मग पोळ्यांची तयारी? हं. हो, हो. बरोबर, बरोबर. हं, हं, हं हं. नाही नाही. अ, मी साध्या साध्या पोळ्यांची गोष्ट करते. मला हे माहिती आहे की तुम्ही पुरणाचं अ, असिस्टन्स घेता की बाहेरून मागवता? जे की खूप-खूप अगदी ओ सोपं होतं माझ्या मते घरातल्या सर्व गृहिणींना हे सगळं करायला. पण साध्या पोळ्यांचं कसं नियोजन असतं काही असतं का त्याचं?
हो, हो. हो, हो. हो. खरंच, खरंच. हो. अ, नियोजन म्हणजे मी तेच म्हटलं की आम्हाला कणिक आदल्या दिवशी मळून नाही ठेवता येत कारण अ, नैवेद्य दाखवायचा असतो ना. आणि तो ओला प्रकार असल्यामुळे आम्हाला तो आयत्या वेळेलाच करावा लागतो. त्यामुळे त्या त्याच वेळेला छान गरम-गरम एका बाजूला लाटल्या जातात, एका बाजूला वाटल्या जातात, त्यामुळे वाढल्या जातात सॉरी. तर त्यामुळे त्या काउंटलेस संपतात. म्हणजे त्याला काही काउंटच नसतो. पीठ संपलं परत मळा, परत लाटा, परत वाढा. पीठ मळत राहायचं हो त्या दिवशी, पण एक आनंद असतो हो त्या अ, सगळ्याचा की पोटभर येऊन तृप्त होऊन अ, जातात लोकं. तर त्याचा एक एक वेगळा आनंद आणि एक वेगळं समाधान अ, मिळतं.
हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर, बरोबर. हं. हं, हं, हं, हं. करायच्या. हं, हं हो, हो, हो. खूप छान. हो, हां. मळत राहायचं, हो मळत राहायचं पीठाला आणि <laughs> हं. हो, अगदी अगदी. हो. वेगळा आनंद असतो.